हो, असंही झालं आहे. म्हणजे याच ताईसोबत झालं आहे, की तिने आम्हाला सांगितलं नव्हतं, की ती भारतात येणार आहे. आणि आम्हाला खूप म्हणजे माझ्या भावाचा साखरपुडा होता. आणि अं, ती अर्थात आम्हाला हवी होती साखरपुड्यासाठी. आणि तारीख साधारण अ, तिला प्रेफरन्स देऊन ठरवण्यात आली होती, की तिला कसा वेळ असेल आणि अ, कसं होईल. असा सगळा प्रेफरन्स देऊन तारीख ठरवण्यात आली होती. आणि अ, तरी तिने आम्हाला सांगितलं, की तिला जमणार नाहीये वगैरे. आणि ऑनलाईनच साखरपुडा बघावा लागेल वगैरे. तर आम्ही त्याही पद्धतीची अरेंजमेंट केली, की आपण Zoom कॉल करतो किंवा Google Meetची लिंक पाठवतो. तर तसंही आम्ही सेट करून ठेवलं होतं, की 3 तासाची लिंक क्रिएट केली. आणि अ, तिला शेअर तिच्यासोबत शेअर वगैरे पण केली लिंक. आणि अ, सुरू झाला साखरपुडा आणि आम्ही बघतो आहोत, की ताई म्हणजे ऑनलाईन येत का नाहीये. आणि लिंक पाठवली आहे, सगळं नेटवर्क कनेक्शन वगैरे सगळं ओके आहे म्हणजे आता अगदी अंगठी घालायची वेळ आली आहे. आणि येत का नाही आहे ताई ऑनलाईन, येत का नाहीये. आणि तिने डायरेक्ट अ, स्टेजवर एंट्री घेतली. बापरे! <laughs> आणि आम्ही इतके खुश झालो, इतके खुश झालो, आम्हाला इतका आनंद झाला. आणि मग आम्हाला कळलं, की हे तिने मुद्दाम असं क्रिएट केलं होतं की तिला जमणार नाही आहे किंवा <chuckles>
हं. हो ना. हो. हं. अच्छा, हां. हां, हां, हां. ओके. हं. अरे रे रे! हां. अच्छा, हां. हं, हं, हं. हं. हं, हं, हं. हां. हं. आई ग! हां, मग? हां. <chuckles> आई ग! हं, हं. हां. हं, हं, हं. हां, सरप्राईज द्यायला. येस.
सरप्राईज द्यायला.
हं. तर आता हे झालं पर्सनल. हां. तर कामाच्या संदर्भात तुम्ही मीटिंग असेल म्हणा, इंटरव्ह्यू असेल म्हणा किंवा टीम मीट असतं तर मग त्यामध्ये तुम्ही काय पर्याय निवडता. आणि जर निवडत असाल तर त्याचं कारण काय? काय सांगाल?
हो. हं. हं. हं. हं. अ, नक्कीच. म्हणजे अ, जर समजा अ, असं काही कामाच्या संदर्भात असेल तरीही माझं झुकतं माप थोडंसं असं, ते Instagramवर अ, मान अशी-अशी करायला एक <chuckles> फिल्टर आहे बघा.
हं. हां, हां. <chuckles>
2 टिक असतात आणि आपल्याला एक काहीतरी 1 चूज़ करण्यासाठी मान अशी करायची असते. तर तरीही असं ऑनलाईन आणि ऑफलाईन असे जर 2 ऑप्शन असतील तरी माझी अशी मान ऑफलाईनकडेच जाईल. <laughs>
हां. <chuckles> आ. अच्छा. हं, हं, हं.
कामाच्या बाबतीतही. तर अ, का तर, याचं कारण असं आहे, की समजा मला एखादी मीटिंग कंडक्ट करायची आहे. आणि मला काही खूप महत्वाचे मुद्दे माझ्या टीमसोबत डिस्कस करायचे आहेत समजा. आणि जर मी ते ऑनलाईन करते आहे. तर मेन काय होतं ना की प्रोफेशनल आपण असल्यामुळे आपण व्हिडिओज ऑफ ठेवतो.
हं. अच्छा. हां. हं.

अ, हो. आहे ना, म्हण अं, माझी ताई आत्ता तिला नुकताच अ, मुलगा झाला आणि ती युएसमध्ये असते आणि अ, आता ती युएसमध्येच तिला बाळ झालं. तर अर्थात मला असं खूप वाटतंय की बाळाला बघावं हातात घ्यावं आणि ताईला अशी कडकडून मिठी मारावी कारण ती खूप वर्ष प्रयत्न करत होती आणि अ, असे बरेच प्रयत्न तिचे चालू होते. तिचे आणि अर्थात तिच्या नवऱ्याचे की बाळ हवं होतं त्यांना आणि इतकं गोड टचवुड इतकं सुंदर बाळ जन्माला आलंय आणि म्हणजे तो इतका आनंद आहे ना खरं तर की तो असा अ, म्हणजे अर्थात आम्ही ऑनलाईन बारसं बघितलं. लगेच बाळाला त्याच दिवशी पाहिलं आम्ही सगळ्यांनी. पण अ, ती जी ओढ आहे ना ती शमली नाही हो. म्हणजे ती शांत नाही झाली त्या ऑनलाईननं. <chuckles>
हं. हं. हां. अच्छा, हां. <chuckles> आई ग! हां. <chuckles> अच्छा. हां. हं. हं, हं. हां. <chuckles> हां. हम्म. अरे वाह! हां. हं, हं, हं. हां. हो ना. मन भरत नव्हतं की अ, नुसतं बघून. हो ना. हं.
हां. हो ना. म्हणजे त्याला मला असं मांडीवर घ्यायचंय छान, त्याच्या अशा असं त्याला असं कवळून अशा खूप पाप्या घ्यायच्या आहेत. <chuckles> एवढा आणि त्याने अ, तिथे सी सेक्शन वगैरे होत नसल्यामुळे, नॉर्मल डिलिव्हरीला प्राधान्य दिलं गेलं असल्यामुळे त्याने एवढा त्रास दिला ताईला तर मला त्याच्याशी बोच्यावर 4-5 फटके मारायचे आहेत. की "काय होतं बाहेर यायला आणि कशाला एवढा त्रास द्यायचा यायचंच होतं ना कधी ना कधी बाहेर, तर कशाला माझ्या ताईला एवढा त्रास दिलास." असं सगळं करायचंय पण मी ते ऑनलाईन कसं करू?
आई गं! हां. <chuckles> हो. अच्छा, हां. अरे बापरे! <chuckles> हं, हं, हं. हां ना. हां. <chuckles> हो ना. हां. तेच. मग जाऊन भेटलात की नाही? <chuckles>
<chuckles> नाही ना. कसं भेटणार हो म्हणजे अ, यूएसला आहे ना ती आणि आपण भारतात तर अ, कठीण आहे ना. असं म्हणजे आपल्याला असं वाटेल तेव्हा आपण जाऊ नाही शकत. तर मग ह्या ऑनलाईन अ, भेटीमध्ये जरा म्हणजे असे लिमिटेशन्स येतात असं मला वाटतं आणि मग माझी अशी चिड-चिड होते आणि म्हणजे अर्थात म्हणजे असं नाहीये की ती येणार नाहीये ती येणार आहे, पण तिला यायला 6 महिने आहेत. मग मला नक्कीच माहिती आहे की ती आल्यानंतर अं, अ, सगळंच वेगळं असणार आहे. म्हणजे मी सोडणारच नाही बाळाला माझ्या हात <chuckles> हातातच ठेवणार वगैरे असं सगळं मी ठरवलेलं आहे. तर ते सगळं वेगळं असेल, पण अ, तरी ऑनलाईनवर असं समाधान नाही होत. <chuckles>
आई ग! हां. हां, हां, हां, हां, हां. हो. हं. हां, हां, हां. तेच ना हो. तेच ना. अह! हां. हां, हां, हां. अच्छा. हां. खूप काहीतरी वेगळा अर्थ आहे. <chuckles> हो, अगदी. <chuckles> अच्छा. हो ना. हं, तेच. आणि असा असा दुसरा तो झाला एक अ, किस्सा हां. पण असा दुसरा काही किस्सा आहे का? की जिथे तुम्ही ऑनलाईन अ, संवाद साधत होतात. पण नंतर जाऊन स्वतः प्रत्यक्ष भेटलात आणि तो समोरच्याचा आनंदच गगनात मावत नाही ना. ते म्हणतात ना खूप आनंदी झालं तुम्हाला बघून असं कधी झालंय? म्हणजे अचानक भेट दिलेली सरप्राईजवाली?
हं, हो. हं. हो, हो, हो.

आपलं जग आहे ना, एवढं आता आधुनिक होत चाललंय ना. की अ, पूर्वीसारखा तर नाही राहिलंय जसं की पूर्वी संवाद जर साधायचा असेल. तर आपल्याला प्रत्यक्ष साधायला लागायचा. किंवा चिठ्ठीद्वारे साधायला लागायचा. पण आता तेच ऑनलाईन अ, संवादही साधू शकतो. म्हणजे त्याच्यात 2 प्रकार आले आहेत की ऑनलाईन संवाद साधायच आहे, की अस प्रत्यक्ष संवाद साधायच आहे. तर मग तुम्ही काय करत अ, कुठला संवाद करणं पसंत करता. काही सांगू शकाल?
हं. हो ना. हो. हं. हं. हो, नक्की. अ, साधारणतः परिस्थितीवर अ, मी ठरवते, की मला कोणता संवाद साधायचा आहे पण तरीही, माझं झुकतं माप अ, प्रत्यक्ष संवादाला असतं जास्त. कारण अ, प्रत्यक्ष संवादामध्ये कसं होतं, की अ, आपल्या डोळ्यातले भाव स्पष्टपणे कळतात आणि ती एक समोर समोरच्याशी बोलताना आपल्याला एक वाईब जाणवते चांगली. आणि अ, ती ऑनलाईन संवादामध्ये जरा जाणवत नाही. आणि कधीतरी बघा आपला संवाद असा खूप अ, अ, स्पर्शून जातो किंवा खूप छान होतो. त्यावेळेला आपण मोकळेपणाने दादही प्रत्यक्ष भेटीत देऊ शकतो. किंवा एक खूपच आवडली एखादी गोष्ट तर पटकन, मिठी मारणं किंवा टाळ्या वाजवणं किंवा अ, असं खूप असं हां, हँडल करणं. फार असं दुःखी वाटत असेल तर एखाद्याने खांद्यावर हात ठेवून सपोर्ट करणं. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष संवादात घडू शकतात. आणि तो संवाद आणखीन जिवंत होऊ शकतो असं मला वाटतं.
हं. अच्छा. हां, हां, हां. हं. हं. हो ना. हम्म. हो. हां. हो, तेच ना. <chuckles> हम्म. हां. हँडशेक करणं म्हणा, हं. येस. हो, हो ना. अगदी बरोबर. तुमचा काय अनुभव असा आलाय का की तुम्ही ऑनलाईन अ, म्हणजे खूप असं लांबचं होतं तर कळ काही-काही वेळेला ऑनलाईन संवाद साधलाय. पण अचानक जाऊन प्रत्यक्ष संवाद साधला आणि त्याची अ, म्हणजे आठवण काहीतरी वेगळीच निघाली म्हणजे खूप छान निघाली, असं काही अनुभव आहे?
हं. हां.